नक्कीच, नक्कीच. मग आता मला असं सांगा, का बघा ना आता आपण बालपणाचं बोलत आहोत ना, तर गाणं ऐकताच कसं ते बालपण आपल्याला आठवतं, तसं आता तुम्ही जसं सांगितलं का आजच्या पिढीला हे शक्य नाही, तर अ, असं कधी काही प्रयोग आपण करू करूया का? का असं विचार त्यांचे काही बदलण्याचा आपण प्रयोग करू? का जेणेकरून हे लोकंपण ही आपली जी पुढची पिढी येणारी आहेत. ते पण त्यांच्या पुढच्या पिढींना सांगतील का, "अरे, हे बघा तसे गाणे होते, आम्ही ऐकले होते आणि आम्ही किती मजा केली होती." असं काही त्यांना आपण उपदेश देणार का?
तर हो, म्हणजे आपण ते तसं करू शकतो. या आता येणारी जी पिढी आहे ती खूप अ, उत्साहिक आहे. खूप म्हणजे अशी एकदम त्यांना प्रत्येक गोष्टी जाणून घ्यायची खूप इच्छुक असतात आणि ती गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट असते, तर अ, त्याच्यामुळं काय होईल की आपण जेव्हा आपली संस्कृती किंवा आपल्या काळातले जे आपण गाणी म्हणावं किंवा काही म्हणाव, त्यांना जर आपण ते म्हणजे गाणे ऐकवले आणि त्यांना सांगितलं की गाण्यांचा जो मूळ अर्थ असतो, तो कसा असतो. गाण्यांपासून कसे स भाषा वेगळी जरी असली तरी गाण्याचा अर्थ समजून घेण्याचा ह्या गाण्यामध्ये जर दम असेल, तर ते गाणं म्हणजे एक प्रकारचं एकदम हृदयाला हे होऊन जातं, एकदम हृदयाला लागतं हां, त्यांना कळेल. पण फक्त आपला अप्रोच त्यांच्याकडे थोडासा वेगळा करावा लागेल कारण आपण जर आपल्या काळानुसार चाललो, तर त्यांना काही कळायचं नाही. आपल्याला त्यांच्या पद्धतीनुसार हां.
हं, हं. बरोबर. नक्कीच. हृदयाला लागतं आणि त्यांना कळेल पण ती. नक्कीच, नक्कीच. कळणार, कळणार म्हणजे त्या डोक्यावरून नक्कीच.
आपल्याला त्यांच्या पद्धतीनुसार आपलं हे सांगायला लागेल हां. आणि आपल्याला तेच,
डोक्यावरूनच जायला होते त्यां पद्धत वेगळी वापरावी लागेल हो जर आपण आपल्यासारखं करायला गेलो, तर ते लोकं सांगतील हे तुम्ही काय सांगताय? आम्हाला कळतच नाहीये. <chuckles> बरोबर आहे ना, नक्कीच अशी साधी आणि सोपी पद्धत जर आपण वापरली, त्यांना सांगितलं त्यांचं महत्त्व काय आहे आणि सोशल मीडियाचा तर खूप मोठा हात असेल मा कदाचित नाही का ह्याच्यामध्ये Youtubeवरती लावा किंवा काहीतरी Googleवरती सर्च करून त्यांना द्या, बघा असं होत होतं. आमच्या बालपणामध्ये असं काही करता येईल का?
हो अस कळत नाही. हं. हो. हो, म्हणजे बघा ना, आता सोशल मीडियाचा तर खूप मोठा हात आहे याच्यामध्ये. आता मी एक अ, म्हणजे खूप एक आताच काही क्षणांपूर्वी एक Instagramवर एक मी एक रील बघितली होती. त्याच्यामध्ये आपलं एक जुनं गाणं होतं. त्या जुन्या गाण्याचं 15 ते 20 सेकंदाचं फक्त ते तेवढं संवाद घेतलं होतं त्याचं, तर जुन्या गाण्याचं आणि ते जुनं गाणं खूप प्रचलित झालं. म्हणजे काही ना काही होईना त्या गाण्यातलं काहीतरी ओळी त्यांना आवडल्या आणि आपण ते म्हणू शकतो. त्याच्यावरून आपण करू शकतो.
अरे वाह! खरचं ना. नक्कीच, नक्कीच बघाणा म्हणजे हो, हो. होय.

भजनं तर अ, म्हणजे भजनं असे खूप सारे आहे. आठवायला गेलो तर अ, म्हणजे असे भावनिक एकदम महाराष्ट्रातली जी परंपरा आहे. जे आपला जे घरी गायली जातात भजनं
हं, हो.
कधी सणवार असला किंवा कधी काय असलं. ते एक अ, म्हणू शकतो आपण. तसे भजन मी ऐकले आहे.
नक्कीच नक्कीच. म्हणजे भजाय अ, भजनमध्ये बघा ना आपले पसायदान वगैरे पण यायचे. आपण म्हणायचो मला तरी आठवते पसायदान. मग त्याच्यानंतर ते श्लोक, "स्वामी तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी." किती छान ओळी होत्या ना. आणि ते आता पण जर कुठे आपण ऐकतो, तर लगेच आपलं बालपण आठवतं. का आपण शाळेमध्ये इतकं सगळे श्लोकं पण म्हणायची म्हणायचो, भजन पण म्हणायचो, नाही का? तरी असं अ, खूप छान असं वाटतं असे काही घटक. खरंच तुम्ही खूप छान बोलले आणि आता मला असं सांगा, का यानंतर लोकांना जर जाणून घ्यायचं असेल, का बालपणातले ते गाणी, जर आपल्याला खरंच आपल्याला आठवण, जुन्या आठवणी करायच्या असतील, तर असं संगीताचा को वापर कसा करून जूनं आपण बालपणमध्ये जायचं आणि त्या जुन्या आठवणी अजून आपल्याला जागा करायच्या, असे काही सोपे प्रयोग तुम्ही सांगाल का?
हां. हं. हं. हं. सोपी प्रयोग म्हणजे आता तुम्ही, आता आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला आपलं बालपण आठवावं. तर ते बालपण आपण आठवू शकतो, तर ते वस्तूप्रमाणे पण आठवू शकतो, गाण्याप्रमाणे तर सगळ्यात सोपी अ, उपाय असतो, त्यासाठी. तुम्हाला काहीही नाही म्हणजे आपल्याला इतकं तर आठवतं की आपल्या काळी कोण-कोणचे गाणे वाजायची <chuckles> नेमकं, ते अ, मी तर म्हणेन YouTubeवर जा आणि ते गाणे लावून टाकूया, त्याच्यातलं एक तरी गाणं असं असेल, <chuckles> की आपल्याला आठवण करून देईन. आता आपण तुम्ही मराठी भजनांबद्दल बोलले, तर मला त्याच्याबद्दल काही सांगू इच्छितोय. तर अ, मराठी भजनांचा कसा सांस्कृतिक अर्थ च असायचा, इतिहास असायचा त्याच्यामागे, भावना असायची आणि समाजाशी असलेलं एक खोल कनेक्शन एकदम ते असायचं समाज अ, अर्थ सांगायला गेलो तर अ, पोवाडा.
<chuckles> हं. बरोबर आहे. हो. <laughs> सोप्पं सोशल मीडिया. <chuckles> नक्कीच. सांगा ना. सांगा. अरे वाह! पोडा पोवाडा पण भरपूर एक नंबर होते पोवाडापण हं. हो. <laughs>
पोवाडा एक सांस्कृत आहे. इतिहास भरलाय. पोवाडा 1 नंबर होते. त्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचे, त्यांच्यासोबत घडलेले काही क्षण सांगायचे, जे खूप महत्वाचे क्षण होते. एखादा तो पोवाडा तो अफझलखानावरचा जो पोवाडा होता, तो खूप, खूप प्रचलित झालेला आहे तो.
खूप गाजला होता. नक्कीच, नक्कीच.